हां, पण त्याच्यामुळे काय व्हायचे, माझे खूप भांडणं व्हायचे आणि घरात म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे अशा गोष्टी व्हायच्या, कारण की तिथं हात वगैरे उचलायचो मी वाचवण्यासाठी. <chuckles> हां. म्हणजे पोलीस अ, स्टेशनला जावं लागतं ना कधी-कधी. म्हणतात ना, अ, अ, समोरचा जरा लेडीजवर एकदा झालं असं, की तो त्या एका अ, स्त्रीवरती तो हात नाही का, ओरडत होता आणि हे करत होता. म्हणजे एका ब्रिजखाली. आणि मी ते बघितलं गाडीवरून जाताना. मी त्याला ओरडलो, "ओय काय करतोय?" असं नाही का? तर म्हटलं "तू जा." हां.
अरे बापरे! पोलीस कंप्लेंट वगैरे, एवढं म्हणजे हे व्हायचं? हां, हां. काय बोलता? आणि भर रस्त्यात चालू होतं हे? भर रस्त्यात चालू होतं?
अ, भर रस्त्यात म्हणजे कसं, ते अ असं अंडरग्राउंड एक पासिंग आहे. तिथे जास्त गाड्या वगैरे येत नाही, कुणी नाही का. आणि माझ्या घराला जायचा रस्ता तोच असल्यामुळे मी तिथून निघालो, हायवेच्या खालनं, नाही का.
अच्छा, अच्छा. आणि तुमच्या ते निदर्शनास वगैरे आलं?
हां आणि मी डायरेक्ट म्हटलो, "ए बाबा, काय चालू आहे तुझं हे? असं काय करतोय?" तर अ
अरे बापरे! मग काय केलं त्या समोरच्या व्यक्तीने? काय तुमच्यावर म्हणजे हे केलं का?
हां, मग मला म्हंटला, "ए, तू जा ना, तुला काय काम तुझं?" नाही का. मग मी म्हटलं, "ए दादा, त्याला जाऊ दे ना. कशाला त्या ताईला त्रास देतोय?" नाही का. मग तो माझ्या अंगावर धावून आला. हां.
अरे बापरे! अच्छा. आणि तुम्ही एकटेच होते का त्यावेळेस? तुम्ही एकटेच होतात का? का सोबत कोणी? अच्छा, अच्छा.
हां. मी एकटाच अ, एकटाच होतो. मग ते मलाच तर तो म्हटला, "तो मग तुला काय करायचं रे? तू जा तिथं," नाही का असं. मग मला आला अ, म्हटलं, "असं नाही, जाऊ दे तिला, गपचूप. जा तू पण घरी," नाही का. तर माझ्या अंगात धावून आला आणि मग मी त्याला दिला ढकलून वगैरे नाही का. मग ते हाता-पायी थोडं झालं आणि मग त्याला लागलं वगैरे. मग तो मग मग काय, तिथून पोलीस आले आणि दोघांना घेऊन गेले. <chuckles> ती ताई तर निघून गेली होती. <chuckles> मग
मग, मग? हं, हं. हं, हं. अरे बापरे! मग, मग? अच्छा म्हणजे एक अच्छा. म्हणजे तुम्ही एक चांगला उपयोग केला तुमच्या ज्या सवयीचा आहे. तो म्हणजे व्यवस्थित, म्हणजे स्वतःची जी ओळख आहे तुमची, की सत्याच्या बाजूने लढायची, तर ती तुम्ही तिथं पण दाखवली आहे. खूपच छान, म्हणजे खूपच स्तुत्य असं.
हां, हां, हां. पण माझ्या हां. हां. पण माझ्या घरच्यांना तो स्वभाव आवडायचाच नाही. त्यांना असं वाटतं, की म्हणतात ना, त्यांच्या अपेक्षा अशा होत्या, की मी असं नाही करावं. की असं नाही वागावं ना. नॉर्मल माणूस काय निघून जातो. असे वाद-विवाद करत बसतो का? अशा गोष्टी करत बसतो का? हां, नॉर्मल माणूस इग्नोर करतो. असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग मी तसंच शिकलो, प्रयत्न केला शिकायचा. पण नंतर काय झालं ना, मला माझी स्वतःची लाज वाटायला लागली.
काय, काय अपेक्षा होत्या? हं, हं, हं. अच्छा.

होतो ना. बघा माझ्या घरच्यांनी मला काय सांगितलं, की मोठ्या पप्पानी की तू असं वागला ना, तर तुला घरच्या बिझनेसमधून बाहेर काढाल. मग तू तुझं बघ काय करायचं तू हां, असं तुझं वागणं आम्हाला असं त्रास देत सारखं-सारखं. तू चांगलापणा तुझा ठीक आहे चांगलपणा आहे. पण ते घरच्यांना त्रास होतोय त्याचं काय नाही का. तुला पण त्रास होतोय, तुझ्या आई इथं रडत बसते असं तसं हे झालं ते झालं मग ते. मी म्हटलं ठीक आहे ना चांगुलपणा सोडायचं थोडं ना असतं. मग ते सोडायचा प्रयत्न केला मी. माझे काका खुश झाले.
जसा की कसा. ब अरे बापरे! काय बोलता डायरेक्ट? अच्छा. मग? बरोबर आहे. हो. केला, म्हणजे काय बदल केला तुम्ही नेमका, म्हणजे कसं संतुलन साधलं?
तेच मी इग्नोर करायला चालू केलं. मग मी माझं सरळ मार्गाने जायचं सरळ मार्गाने यायचा प्रयत्न केला. पण ते काय झालं ना ते लोकांच्या अपेक्षा पाळता-पाळता माझ्यातलं मी मरायला लागलो. आणि नंतर मला असं वाटलं की नाही हे नाही व्हायला पाहिजे. मला माझं म्हणतात ना काही गोष्टी पाहण्यासाठी माझं कॅरेक्टर लूज कशाला करू मी नाही का. माझी स्वतःची ओळख का कमी करू. हां.
हां, हां. अरे बापरे! काय बोलता? अच्छा. म्हणजे एक तुमचं मन आणि ओळख यामध्ये सुप्त एक संघर्ष होऊ लागला असं म्हणता येईल आपल्याला. अरे बापरे! मग?
हां, हां. म्हणजे तुम्हाला सांगतो मी गाडीचा आरसा सुद्धा आहे ना असा उलटा करून गाडी चालवायचो कारण की मला माझा चेहरा बघायची इच्छाच नाही व्हायची ना. आणखी माझ्यातलं कॅरेक्टर हां, हां. माझ्यातलं कॅरॅक्टर मला असं वाटायला लागलं, की डाउन होत आहे. नंतर मग मी म्हटलं की जाऊदे सोड द्या महिनाभर केलं मी लोकांच्या अपेक्षा पाळण्याचा प्रयत्न, पण मला असं वाटतं की लोकांच्या अपेक्षा कितीही पाळल्या ना. त्यांच्या अपेक्षा आपल्याकडनं वाढतच जातात, की नाही हां, हां, म्हणून मला असं वाटलं की माझी स्वतःची ओळख नाही टाळले पाहिजे. आणि नंतर मग मी म्हणतात ना, की स्वतःचा स्वभाव पण आहे तासच ठेवला कारण की लोकं म्हंटले की "काय तू बदललाय, तुझा तो स्वभाव भारी होता." हे ना. कारण की मी शांत राहायला लागलो. हां. कारण की त्या अपेक्षा म्हणतात ना लोकांच्या पाळण्यामुळं माझ्यातला मी हरवलं आणि माझ्यातला मी हरवल्यामुळं स्वतःची ओ ओळख हरवल्यामुळं मला जास्त कोणाशी संवाद साधायला आवडायचा नाही. एकात अ, एकटा राहायचं वगैरे अशा गोष्टी मी करायला लागलो, मला आवडायचंच नाही ना मग मी असं शांत, शांत झालो. मन मारून जगायला लागलो. पण नंतर मग मी माझं म्हटलं आता
काय बोलताय एवढं वाईट? हं, हं. हं, हं, हं. पूर्ण होणार नाहीत. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हो. हां, हां, हां. अच्छा, काय बोलता लोकं असे बोलले चक्क? अरे बापरे! अच्छा-अच्छा. मग? हां, हां. अरे बापरे! मग त्यामध्ये काय तुमच्या मानसिक आरोग्यावर काय प अ, थोडाफार म्हणजे जे म्हणतात वाईट परिणाम वगैरे तसं काही झालं का आणि त्यातून जर झालंत तुम्ही कसे बाहेर पडले म्हणजे स्वभावात बदल करून?
हां, म्हणजे हां. जसं कोणीही मला काही बोललं, तर मला गपचुप ऐकून घेणं किंवा गपचुप सहन करणं. असं मला वाटत होतं, की चुकीचं आहे अन्याय का सहन करू, नाही का. आणि त्या अन्यायामुळं काय झालं की मी एकदा खरंच एकाला वाचवलं नाही. मित्र होता माझा अन तो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाला. मला खूप वाईट वाटलं की मग हे इग्नोर करणं मला खूप महागात पडला. त्याचा फोन आला होता मला की "ये भाऊ, असा-असा प्रॉब्लेम झाला." आणि मी गेलो नाही घरच्यांमुळं. घरच्यांसमोरच आला होता. आणि ते बघितल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये सीरियस झाला, हे झालं आहे. मग मला वाटलं माझं कॅरेक्टर होतं तेच चांगलं माझी ओळख होती स्वतःची ती खूप चांगली. हे लोकांच्या अपेक्षा अ, पूर्ण करता-करता मी माझं ओळख हरवतोय. आणि मग मी परत अ, तसंच अ, परत वागायला लागलो. आणि जेव्हा मी परत न नॉर्मल झालो. माझी ओळख मला परत भेटली, जी हरवली होती. तर मला एक म्हणतात ना, चांगली झोप आणि चांगलं म्हणजे परत मला आरश्यामध्ये बघायची इच्छा झाली की मी कोण आहे.
हां. बरोबर, मग? अरे बापरे! महागात पडलं. अच्छा. तीच चांगले. हो. ओळख हरवून गेली. हं. हं, हं, हं.